आता बघा ना, डेली लाईफमध्ये आपल्या टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा एवढा युज होतोय, की आपण खूप साऱ्या पोस्ट न बघता खूप लोकांना शेअर करत असतो. मग त्या Instagramवरच्या रील्स असो, WhatsAppच्या पोस्ट असो किंवा Snapchatवरच्या स्ट्रीक्स. मग तुम्ही या गोष्टी करताना लाइक कोणतीही गोष्ट शेअर करतांना कोणत्या गोष्टींचा विचार करता? किंवा ती पोस्ट शेअर करावी की नाही करावी, यासाठी कोणते तुमचे ट्रिक्स आहेत जे तुम्ही युज करता?
हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही, की इतका जास्त सोशल मीडियाचा आपण वापर करतो, की असं वाटतं, की "काय-काय टाकू? काय-काय पोस्ट करू? आणि जगाला माझ्याबद्दल काय-काय सांगू?" तर त्यामुळे नक्कीच असं खूप काही टाकलं जातं. जे कळत-नकळत आपल्या काही वैयक्तिक गोष्टी टाकल्या जातात. आणि मला स्वतःला हे अनुभवातून कळलं आहे, की जरा वैयक्तिक गोष्टी म्हणा किंवा आपल्या मनातले खोल विचार असतात ना, ते जरा नाही टाकायला पाहिजे. हे मला अनुभवातूनच कळलं आहे.
हो. हां. वाह! छान. <chuckles> बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही अशा गोष्टी शेअर करत असता, आता तुम्ही बोललात, की तुमचा अनुभव कळलाय तुम्हाला की पर्सनल गोष्टी नसतात शेअर करायच्या, बरोबर.
हो.
पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शेअर करता किंवा एखादी पोस्ट बनवता सोशल मीडियावरती तर त्या पोस्ट मागचा तुमचा मेन उद्देश्य काय असतो? की या गोष्टीतून किंवा या पोस्टमधून लोकांनी कोणती गोष्ट घ्यावी किंवा त्यांच्या डोक्यात ही पोस्ट बघितल्यावर पहिला असा थॉट कोणता यावा असं वाटतं तुम्हाला?
हं. हम्म, अगदी छान विचारलत तुम्ही. अ, माझे 2 उद्दिष्ट आहेत अ, सोशल मीडिया वापरण्याचे क्रिएटर म्हणून एकतर लोकांनी शिकलं पाहिजे काहीतरी त्यातून किंवा लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन किंवा एंटरटेनमेंट ह्या दोन्ही गोष्टींसाठी मी सोशल मीडिया स्वतः मी वापरतोही आणि मी जे काही बनवतो आणि टाकतो रील्स म्हणा, पोस्ट्स म्हणा, स्टोरीज म्हणा, Instagramचं उदाहरण घेतलं तर. तर माझ्या मनात हेच असतं की कोणीतरी पाहून ते पुढं सरकवण्यापेक्षा काहीतरी शिकण्याची त्याला जिज्ञासा झाली पाहिजे आणि समोरच्याला वाटलं पाहिजे, "अरे वाह! ह्या व्यक्तीकडून मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, काहीतरी छान शिकायला मिळतंय." किंवा कमीत कमी "माझं मनोरंजन तरी होतंय. मला मज्जा तरी येते. माझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं आहे मला." असं तरी वाटलं पाहिजे. असं मला वाटतं.
अच्छा! अच्छा! हं. वाह! खूपच छान! म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती गोष्टी पोस्ट करता आणि त्या मागचा तुमचा एवढा चांगला उद्देश आहे, की लोकांनी शिकावं सुद्धा आणि त्यांचं मनोरंजन पण व्हावं. पण कधी-कधी आहे ना असा एक अनुभव येऊन जातो आपल्याला, की आपण पोस्ट करतो एखादी गोष्ट. आणि नंतर मग 1-2 दिवसाने किंवा 1-2 तासांनी आपल्याला रीअलाइज होतं, की अरे, आपली ही पोस्ट कोणाला काही त्रास तरी नाही देणार ना किंवा आपला जो उ उद्देश्य आहे, तो चुकीचा नाही ना लोकांपर्यंत पोहोचणार, तर अशा वेळी तुम्ही काय करता?
हो. हं. मी स्पष्ट राहतो अशा वेळेस. आणि असं होतच नक्कीच, की बघा ना कधीतरी पोस्ट करताना आपण थोडेशे रागात असू शकतो. किंवा काहीतरी घडलेलं असतं. आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं, की अं, मला टाकायचंय मला बोलायचंय ह्यावरती किंवा काहीतरी लिहायचंय. आणि त्या ओघात आपण लिहून जातो कळत नकळत काहीतरी असे कडक शब्द वापरतो जे कदाचित समोरच्याला दुखवू शकतात किंवा गैरसमज होऊ शकतात लोकांचे. त्यामुळे मी परत अनुभवातूनच शिकलो आहे, की शब्द नम्र वापरावेत, थोडासा आपला नरमपणा दाखावा. कारण सगळेच दुःखी आहेत जगात काही ना काहीतरी कारण आहे प्रत्येकाला दुःख होण्यासाठी. त्यामुळे थोड्याश्या चांगल्या शब्दात प्रेमात प्रेमाने जरी मी चिडून काहीतरी लिहत असेन किंवा एखाद्या संवेदनशील गोष्टीबद्दल बोलत असेन, तरी थोडंस अ, शांत राहून चांगले शब्द वापरणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण सोशल मीडिया साठी शब्द हेच शस्त्र आहेत.
हो, हो, हो. हो, हो. खूपच छान बोललात तुम्ही की सोशल मीडियासाठी शब्द हे शस्त्र आहेत. आणि तुमचा जो विचार करायचा पर्स्पेक्टिव्ह आहे की अ, तुमचे शब्द हे नम्र असले पाहिजेत. कारण खूप लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात. हे नक्कीच खरं आहे. पण आता बघा ना सोशल मीडिया म्हटलं का मग आपली प्रायव्हसी ही कुठे ना कुठे निघून जात असते किंवा आपल्याला काही सोशल अवेअरनेस किंवा सायबर अवेअरनेस नसतं. त्यामुळे आपल्याकडून खूप साऱ्या गोष्टी कधी-कधी पर्सनल आयडेंटिटी लीक होऊन जाते. मग ती सांभाळण्यासाठी तुम्ही अ असे कोणते स्टेप्स घेता? की अ, ही गोष्ट माझ्याबद्दलची की हा माझा एक पर्सनल स्पेस आहे किंवा हे माझे पर्सनल थॉट्स आहेत, जे जास्त लोकांपर्यंत नाही पोहचावेत, यासाठी तुम्ही काय काळजी घेता?
हो. हो. हां. हं. म्हणजे Facebookवरती माझे ना ऑफिसचे ही लोकं अ, जोडलेली आहेत. एकदम 2000 या दशकांपासून, 2000 दशकाच्या अ, उत्तरार्धापासून आजपर्यंत. म्हणजे तेव्हापासून मी Facebook वापरतोय आणि तीच लोकं आहेत. तोच आयडी आहे आणि त्याचबरोबर खरे-खरे मित्र जे आहेत प्रत्यक्षातले किंवा शाळेतलेही नंतर आले परत Facebookवरती. तर त्याच्यात मी अगदी सोपी गोष्ट काय केली आहे ना, माझा प्रोफाइल फोटो असा नाही ठेवलाय की जो ऑफिसवाल्यांनाही काहीतरी ऑड वाटेल किंवा माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मित्र-मैत्रिणींना एकदमच फॉर्मल वाटेल की हा अगदी फक्त कामाचाच पोस्ट करतोय. त्यामुळे एक मीडियम अ, थोडेसे फॉर्मल, सेमी फॉर्मल कपडे घातलेला फोटो आहे प्रोफाइलचा. हा झाला फोटोबद्दल. पण रोजचे जे पोस्ट्स मी टाकतो किंवा माझे विचार जे मी टाकतो ते एक तर दिवस ठरवलेत मी की कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचा विचार, म्हणजे काहीतरी खूप फॉर्मल लिहायचं असेल कामाबद्दल टेक्निकल, तर मग एखाद्या अ, मंगळवारी म्हणा आणि काहीतरी आध्यात्मिक छान असा प्रेमाचा काहीतरी छान विचार लिहायचा असेल, तर तो गुरुवारी टाकतो मी आणि लिस्ट्स केल्यात. म्हणजे ओन्ली शेअर विथ ही एक लिस्ट आहे. जिथे माझे सगळे अ, इन्फॉर्मल किंवा मित्र-मैत्रिणी ॲडेड आहेत. आणि शेअर विथ एव्हरीवन एक्सेप्ट अशी एक दुसरी लिस्ट आहे. ज्याच्यात मी माझे ऑफिसवाले सगळे उरलेले <chuckles> ठेवून टाकलेत. त्यांना तसे-तसे ठराविक पोस्ट दिसतात.
हो. अच्छा. अच्छा, अच्छा. हां. हां, हां. हो. अच्छा. अच्छा. म्हणजे? थोडक्यात बोलायचं म्हणजे तुम्ही बाउंडरीज ज्या आहेत त्या खूप चांगल्या सेट केलेल्या आहेत. बरोबर की नाही? की या गोष्टी यांना समजल्या पाहिजेत आणि या गोष्टी माझ्या फ्रेंड्सना किंवा या गोष्टी माझ्या फक्त कलीग्सना समजल्या पाहिजेत. बरोबर की नाही?
अगदी. बरोबर, एकदम बरोबर.
पण कधी-कधी काय होतं की आपण एखादी पोस्ट बनवतो आणि ड्राफ्ट बनवतो आणि तो खूप दिवस पडून असतो. आपण विचार करत असतो, की पोस्ट करावं की नाही करावं? मग अशावेळी तुम्ही थोडा वेळ घेऊन, काय विचार सुरू असतात तुमचे? की तो पोस्ट किंवा ती पोस्ट, पोस्ट न झाल्यापेक्षा, शेअर न करण्यापेक्षा, एवढा दिवस ड्राफ्टमध्ये पडलेली आहे. मग तो ड्राफ्ट तुम्ही कधी अ, जास्त चांगला बनवायचा ट्राय करता किंवा त्याच्यामध्ये थोडे बदल घालवून देता. तेव्हा तू अशा वेळी आहे ना, तुमच्यावर डोक्यात काय विचार सुरू असतात?
हं. हं. अनेक विचार. म्हणजे माझे तर स सगळ्या सोशल मीडियावरती LinkedIn असो, Facebook असो किंवा Instagram. रील्सचे, पोस्टचे ड्राफ्ट्स मी करून <chuckles> ठेवलेले आहेत आणि कधी-कधी मी शेड्यूल पण करतो. म्हणजे Facebookच एक बघा बिझनेस अ, डॉट facebook.com असं काहीतरी एक यु-आर-एल आहे, जिथे जाऊन आपण आपल्या पुढच्या पोस्ट शेड्यूल करू शकतो. ठरवू शकतो, की ह्या-ह्या तारखेला ह्या-ह्या वेळेस मला पोस्ट करायचंय. तसंच Instagramचही करू शकतो. Facebookमधूनच करू शकतो ते मेटा business.meta. काहीतरी आहे असं ते. तर त्यात मी भरपूर ड्राफ्ट्स ठेवले आहेत आणि तुम्ही म्हणालात तसं मी ते एडिट करत राहतो आणि कधी-कधी असं होतं ना, 6 महिन्या पुढचा मी एखादा व्हिडिओ करून ठेवलेला असेल शेड्यूल. पण 6 महिन्यानंतर तो काही रेलेव्हंटच राहत नाही आणि त्याच्यात काही अर्थच उरत नाही. म्हणून ते ड्राफ्ट्स खूप उपयोगी पडतात आणि काही मी मजकूर लिहिला असेल, एक आर्टिकल लिहिलेलं असेल LinkedInवर, तर मी बराच वेळ घेऊन त्याचे शब्द पुन्हा-पुन्हा वाचून काही चुकीचं लिहीत नाहीये ना किंवा अजून एखादा छानसा इंग्रजी अवघड शब्द टाकू शकतो का? हा बघण्याचा विचार करतो आणि त्यामुळे ड्राफ्ट्सचा भरपूर मी उपयोग करतो आणि छान किती छान आणि छान, अजून छान करता येईल, हा विचार सतत करत राहतो.
अरे वाह! हो, हो. हो. अच्छा. हं. हो, हो. खूपच छान. म्हणजे तुम्ही खूप आपलं सर्वस्व टाकून एक पोस्ट बनवायचा आणि लोकांना काहीतरी शेअर करायचा नॉलेजेबल, ट्राय करत असता असं बोलायला हरकत नाही. बरोबर. पण कसं आहे ना, कधी-कधी आपण Linkedinच्या पोस्ट किंवा Facebookच्या पोस्ट, Instagramवरचे रील्स कोणताही विचार न करता आपल्या फ्रेंड्सना, फॅमिलींना शेअर करतो कधी-कधी आणि आपले इंटेन्शन चांगले जरी असले तरी समोरच्यांना खूप असा वेगळा वाटतं, की "अरे, ही मला का पोस्ट केली किंवा ही पोस्ट मला का शेअर केली?" मग अशा वेळी तुम्हाला काही असा प्रसंग आहे का, की तुमच्या सोबत असं काहीतरी घडलं आहे?
हो. नक्की नक्की. हं. हं. हो, घडलं आहे. म्हणजे मी डान्स पण करतो ना Instagramवरती, तर अ, <laughs> तर माझे म्हणजे इतर जे अ, एक आपण फॅन्स जे म्हणतो अ, ते तर फॉलो करतातच. पण त्याचबरोबर माझे काही शाळेतले अ, मित्र-मैत्रिणी म्हणा किंवा ऑफिसचे काही लोकं तेच अ, डान्सेज Instagramवरही पाहतात आणि ते क्रॉस पोस्ट मी करतो Facebookवर कधी-कधी. तर तिकडच्या लोकांना जरा कधी-कधी असं वाटतं, की हा डान्स इथे का पोस्ट करतोय? असं वाटतं त्यांना. म्हणजे डान्ससाठी त्यांनी वेगळं अकाउंट का नाही केलं? तर ती तसं बघायला गेलं तर चूक माझी आहे. कारण मी अ, Instagramवरती फ्रेंड्स ओन्ली किंवा क्लोज फ्रेंड्स हे जे ऑप्शन आहे ते सेट नाही केलं, त्या माझ्या नृत्यांसाठी. ते मी सगळ्या पब्लिकलाच शेअर करून टाकतो आणि आता तर ट्रायल रिलीजपण आल्यात ना Instagramवरती. तर त्या ट्रायल म्हणून न टाकता मी थेट माझ्या सगळ्या ऑडियन्सना टाकतो. मग ते कोणीही असलं तरी. मग त्यांना असं वाटतं की हे माझ्या म्हणजे मी तर पब्लिकसाठी टाकत आहे. पण त्या वाचणाऱ्याला, बघणाऱ्याला त्या दर्शकाला वाटतं, की हा माझ्यासमोर माझ्या अकाउंटमध्ये का हा डान्स करतोय? असं काहीतरी त्यांना भास होतो. पण मग त्याचं सेपरेशन करणं पण अगदी बरोबर आहे आणि ते मी अजून तरी केलं नाही आहे पण करीन पुढे जाऊन.
वाह! छानच. <chuckles> हां. अच्छा, अच्छा. हां. अच्छा. हां. वाह! म्हणजे तुम्ही ऑल-राउंडर आहात सोशल मीडियाला घेऊन असं बोलायला हरकत नाहीये आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. कारण आता कसं आहे खूप जास्त युज होत चाललंय आणि खूप असा चांगला टूल आहे तो आपला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठीचा, हो की नाही? आणि त्याचा खूप चांगला आपण यूज पण केला पाहिजे. पण याच्या विरुद्ध गोष्ट म्हणजे बघा ना आपण जर का सोशल मीडिया वरती खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असू, आणि अ, काही न्यूज फेक असतात, आता तुम्ही पोस्ट करता ही गोष्ट खूप चांगली आहे पण तुम्ही स्क्रोल पण करत असाल खूप गोष्टींची किंवा पोस्ट वाचत असाल तर मग कुठली गोष्टी खरी किंवा कुठली न्यूज खोटी आणि कुठली अफवा हे बघण्यासाठी किंवा हे तपासण्यासाठी तुम्ही कोणते सोर्सेस किंवा असे कोणते ट्रिक्स आहेत जे युज करता मला सांगाल का?
<laughs> अगदी. हं. अगदी. सर्वात पहिली आणि अगदी कॉमन सेन्सची ट्रिक मी जी वापरतो ना ती ही आहे की त्या जिथून ती आपण प्रोफाइल अ, जे काही आपण ती पोस्ट पाहत असू Instagramचं उदाहरण घ्यायचं असेल तर तर त्याला ब्लू टिक मार्क आहे का नाही? व्हेरिफाइड आहे का नाही? हे बघतो. आणि दुसरं म्हणजे त्याच्या प्रोफाइल मध्ये जाऊन बघतो, की तशा प्रकारच्या किती पोस्ट्स केल्या आहे. म्हणजे त्या पोस्ट्समध्ये जर साम्य दिसलं तर कळतं, की नाही हा कोणीतरी आहे कोणीतरी चांगला व्यक्ती आणि ते काम करतोय. म्हणजे कधीतरी आपण अ, बॉलिवूडचे सिताऱ्यांचे फोटो किंवा एअरपोर्ट मधून बाहेर येताना वगैरे हे पाहतो ना. तर
हां. हो. अच्छा. हो, हो, हो.
ते, जे प्रोफेशनल करतात, ज्यांचं ते कामच आहे व्यवसायच आहे; ते करणारे आपल्याला ओळखू येतात आणि त्याच विरुद्ध जे असे कॅज्युअली कोणीतरी व्हिडिओ बनवलेले असतात. त्यांच्या प्रोफाइल मध्ये गेलं की त्यांच्या परिवाराचे व्हिडिओ असतात. मग हे अगदी छोटसं उदाहरण झालं. ज्यातून आपल्याला कळतं की नाही हे ह्यांचं काम नाही आहे किंवा हे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहेत किंवा ही सेलिब्रिटी कशी माझ्याशी वाईट वागली हे काहीतरी बघत आहेत. आणि त्याचबरोबर फेक न्यूजच पण अ, हा हाच मी एक ट्रिक अशी वापरतो की ब्लू टिक आहे का नाही त्यांना? व्हेरीफाईड आहेत की नाही? आणि त्याचबरोबर त्यांच्या बाकीच्या पोस्ट्स मध्ये कॉमेंट्स काय आहेत? हे पण मी जाऊन पाहतो. कॉमेंट्समध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळत आणि कळतं की लोकांनी लिहिलेलं असतं ना की नाही हे खोट आहे, हे बरोबर नाही आहे, किंवा हे एआयनी बनवलेलं आहे. आजकाल तर किती चालू आहे हे, की ही मांजर खरी नाहीये, ही ए-आयची मांजर आहे किंवा हा हीरो खराच नाहीये. हा जो डान्स करतोय तो वेगळाच आहे. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत जिथून लगेच कळतं की व्हिवजवरून, कॉमेंट्सवरून की ती पोस्ट खरी आहे आणि आपण शेअर केली पाहिजे आपल्या स्टोरीवर की नाही.
वाह! हो, हो. होय, होय. हां. बरोबर. खूप छान माहिती दिली तुम्ही मला आणि मला खूप नवीन गोष्टी समजल्या आणि खूप इन्स्पायर सुद्धा झाली मी तुमच्याकडून की तुम्ही स्वतःहून एवढ्या गोष्टी करताय. सोशल मीडियाचा खूप चांगला यूज करताय लोकांना इन्स्पायर करण्यासाठी, त्यांना एंटरटेन करण्यासाठी. तुमच्यासोबत बोलून मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं. तुमचं पुन्हा बोलायला मला नक्कीच आवडेल. धन्यवाद.
<chuckles> किती छान! धन्यवाद. मलाही छान वाटलं, तुमच्याबरोबर संवाद साधून.